आपण पाहतो लहान मुलं ही देवघरची फुलं आणि घरात कुटुंबात तर मुलं जर असले तर घर कसं प्रसन्न आणि खेळतं वाटतं नाही का. बट अ, खूपदा काय होतं माहिती आहे का काही-काही अशा गोष्टी घडतात की त्यामुळे नाही का, संपूर्ण जगच बदलतं. तर अ, तुमचं मूल आणि कुटुंबासोबतचा असा क्षण आहे का हो ज्याने तुम्हाला खूप वेगळं बनवलं वगैरे काय?
हो. हो ना. म्हणजे मी तुम्हाला सांगते काय झालं होतं. खूप अ, दिवसांपूर्वी म्हणजे दिवसांपूर्वी नाही झाला त्याला वेळ म्हणजे माझा मुलगा जेव्हा अ, 6 वर्षाचा होता. तर त्या तेव्हा काय होतं की लग्नानंतर मी माझं नोकरी वगैरे सोडली होती आणि घर आणि मुलं सांभाळण्यातच वेळ जायचा. तर अ, त्यामुळे स्वतःसाठी कधीच मला वेळ नाही भेटायचा आणि ना मी सतत घर आणि कुटुंबानं सांभाळण्यातच बिझी असायचे. तर अ, स्वतःच्या तब्येतीकडे मी कधी लक्ष दिलंच नाही किंवा <chuckles> आपल्याला असं जाणवतच नाही ना की आपण स्वतःलाही टाईम द्यावा किंवा लक्ष ठेवायचं स्वतःचं. तर असंच होत गेलं आणि माझी तब्येत थोडीशी बिघडायला लागली, मला खूप असा वजन वगैरे वाढायला लागलं माझं, तर अ, त्यामुळे मी अ, थोडी फार अशी बाहेर जायचं कमी झालं माझं, की अ, नाही होत माझ्याने आता दमलेलं वाटतं असं झालं. तर त्यामुळे माझ्या मुलाला खूप असा अपसेट व्हायला लागला तो आणि एक दिवस काय झालं, की त्याने जुन्या फोटोंचे अल्बम काढून बसला होता तो बघत. मी जेव्हा कपाट साफ करत होते तेव्हा आणि त्याने माझे जुने फोटो पाहिले.
हं. हं, हं. हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं, हं. अच्छा. हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं, हं. अरे बापरे! हं, हं.
आणि ते बघून तो इतका भावूक झाला अचानकपणे आला माझ्याकडे इतकं छोटंसं तोंड झालं होतं त्याचं. मी विचारलं "काय झालं तुला आता तर तू खुश होता की मला फोटोज बघायचे. दे मला अल्बम आणि तू असं काय झालं. काय झालं कोणी बोललं का तुला काही?" म्हटलं "नाही." मी विचारलं "काय झालं मग सांग मला." "मम्मा तू ह्याच्यात किती छान दिसते."
मग? हं, हं. हं, हं, हं. अरे वाह!
तर ते ऐकून मला थोडा शॉक वाटला, मी त्याला विचारलं, "का आता नाही छान दिसत का मी?" तुझे "नाही दिसते ना, पण ना तू ह्याच्यात बघ ना किती सुंदर आहे आणि तू किती छान कपडे घातले आहे, तू केवढे कलरफुल ड्रेसेस घातले आणि तू इतकी एकदम बारीक आहे ह्याच्यात, तर तू परत अशी होशील का?"
हां. हं, हं, हं. अरे बापरे!
तर मग मी ऐकून ते मला जरा शॉकच लागला, मी म्हटलं तेव्हा मी <chuckles> हो ना आणि विचारलं "तर तू का इतका अ, असा सॅड झालाय आणि का असं तोंड छोटं करून बसलं?" तर "नाही ना मम्मा, बघ ना माझ्या फ्रेंडची मम्मी आहे ना ती किती छान असेच कपडे घालते ती, मी बघितलं होतं तिला, तिच्याकडे पण असा ड्रेस आहे तर तू पण असा घालते का आता?" तर म्हटलं, "आता नाही शोभणार ते मला, माझं वजन बघ किती वाढलंय आणि मी तिच्यासारखी बारीक नाहीये." तर मग तो त्याच्यावरच बोलला, "मम्मा तेच मी सांगतोय ना, तू तिच्यासारखी बारीक का नाहीये?"
हो! आश्चर्यही वाटेल कोणाला. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हो. <chuckles>
आणि तू पहिली होती ना तशी ह्याच्यात बघ ना तू आहे ना. तर तिच्यापेक्षा जास्ती ब्युटीफुल दिसते. तर तू आत्ता पण अशी हो ना आणि तू अशीच ड्रेसेस घाल. मग मी पण त्याला सांगेन, माझी मम्मा पण असे ड्रेसेस घालते. तर ते ऐकून ना माझं जरा डोकंच फिस्कटलं. <chuckles> मी तेव्हा थोडी चिडलीपण त्याच्यावर, की "तू दुसऱ्यांबरोबर का कंपेअर करतो? त्याची मम्मा त्याची मम्मा आहे ना. तुझी मम्मा मी आहे ना. मी इतका तुला काही लाड प्रेम नाही करत का? तुला मी नाही आवडत का? तुला ती हवी का?" तर म्हणाला "नाही ना मम्मा मला पण पाहिजे ना, की मी पण माझ्या फ्रेंड्सना सांगू, की माझी मम्मा पण ड्रेसेस घालते, जीन्स टॉप घालते त्यांच्यासारखं. तर तू पण तशी स्टायलिश हो ना पहिल्यासारखी." तर ते पहिल्यासारखी ऐकून ना मला जरा धक्का लागला.
अच्छा. <laughs> नक्कीच कोणाचंही फिस्कटणार. हां, हां, हां. हं, हं. हो. अच्छा. <laughs> मग या घटनेनंतर तुमच्या विचारांमध्ये किंवा म्हणजे तुम्हाला असं वाटलं का हो, की आता आपण कुठेतरी बदललं पाहिजे. कारण आपला स्वतःचा मुलगा, एक तुलनात्मक आपले हे करायला लागला नाही का. तर त्यावेळेस वाटलं का तुम्हाला, की आपण वजन कमी वगैरे केलं पाहिजे किंवा स्वतःमध्ये काहीतरी बदल केला पाहिजे वगैरे.
हो ना. हो ना. वाटलं ना म्हणजे मला थोडा शॉकच लागला. आणि मी तेव्हा त्याला पळवलं. मी त्याला सांगितलं "जा तू हे अल्बम ठेव. हे नको बघू जा जाऊन तू कार्टून बघ टीव्ही लाव." आणि तो गेला त्यावेळेला अल्बम सोडलं त्याने आणि तो गेला कारण त्याला कळलं, की मी चिडतेय म्हणून. पण ना तेव्हा मी कपाट साफ करत होते मी तुम्हाला सांगितलंय ना. तर अ, कपाटातले जेव्हा मी जुने-जुने हे माझे जे ड्रेसेस किंवा जीन्स होते जे मला नाही फिट होत होते, ते ठेवलेले होते कारण नवीनसारखेच होते ते कपडे पण काय होतं ना, की मुलंबाळं झाली, की आपण ते कपडे घालत नाही तर मी ते आधी देऊन टाकणार होते मग मी विचार केला, की हा जे बोलतोय ते मी जरा विचार केला पाहिजे त्यावर आणि मी का नको तशी होऊ आणि आपण तर होऊ शकतो ते काही इम्पॉसिबल नाहीये तर मग मी ठरवलं, की नाही यावर आपण थोडंफार असं अ, काम केलं पाहिजे तर मग मी सुरू केलं. आमची फिटनेस जर्नी चालू झाली तेव्हापासनं.
हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हो, हो. हो, हो. बरोबर. अरे वाह, वाह, वाह, वाह! तर त्या कसे बदल करायला सुरुवात केली तुम्ही म्हणजे नाही का, काय म्हणजे तुम्हाला वेगळं बनवलं त्यातून?
असं. तर मी त्या दिवसापासनंच ना संध्याकाळी आणि सकाळी वॉकला जायला सुरू केलं. आमच्या घराखाली एक अ, जवळपासच एक गार्डन आहे तर त्या गार्डनला मी जायला सुरुवात केली सकाळी पहाटे लवकर उठून, म्हणजे सुरुवातीला मी फक्त 15 मिनिटच वॉक करू शकायची आणि 15 मिनिटं सकाळी आणि 15 मिनिटं अ, संध्याकाळी असं करायचे. तर हळूहळू मी तो वेळ वाढवत गेले आणि त्यानंतर मग तिथेच पार्कमध्ये असे एक्सरसाइज करायला व्यायाम करायला मशीन्स पण लावले होते छोटे-छोटे तो असे 4-5 तर त्यावरती मी करू लागले आणि मग मला ते अ, अनुभव झाला की मला फ्रेश वाटतंय आणि खूप जास्त एनर्जी लेव्हल्स वाढले आहे, तर ते बघून माझा मुलगा पण खुश झाला. त्याला पण गार्डनला जायला भेटायचं, आधी मी बाहेरच नाही निघायची ना त्यामुळे.
हं, हं. हं, हं. अच्छा! हं, हं, हं, हं. हं, हं, हं, हं. अरे वाह! वाह! हां, हां. मग त्या बदलामुळे कुटुंबातील इतरांना किंवा तुमच्या नात्यांना काय फरक पडला असं तुम्हाला जाणवलं का हो? आणि म्हणजे तुम्हाला वाटलं का आता याला विरोध वगैरे होईल किंवा झालं घरचे म्हणले असेल, की काय हे नवीन नाही का नाटक काढलंय बागेत जायचं, वजन कमी करायचं वगैरे असं काही झालं का? का सर्वांनी त्याचं स्वागत केलं, तुम्हाला म्हणजे दुजोरा दिला?
तर मग मी म्हणजे जेव्हा मी वॉकला जायचे आणि 15 मिनिटांत जायचे ना तेव्हा कोणाला काही अ, इतकं फरक नाही पडला, कारण घरी येऊन मी परत अ, वेळेवर सगळ्यांना चहा दे, नाश्ता दे, जेवण बनव, डब्बा बनव हे सगळी कामं करायची. पण जेव्हा मी जिम जॉइन केलं ना, नंतर थोड्या दिवसांनी तर तेव्हा मला <chuckles> भरपूर प्रश्न विचारले, की "कशाला एवढा खर्च? काय करायचंय तिथे जाऊन, तू या पार्कला जाते ना, तिथे आहेत ना मशीन व्यायाम करायला थोडेफार तर त्यातच तू कर. उगाच कशाला इतका खर्च वाढवते?" तर मी म्हटलं "खर्च नाही वाढवताय. हे स्वतःवर इन्व्हेस्टमेंट आहे."
हं, हं, हं. हं. हं, हं, हं. इन्व्हेस्टमेंट आहे. हा, खर्च वाचवताय थोडक्यात, हं, हं, हं.
आणि मी काही हो, हो. "मी काही बाहेर असं पार्टीला वगैरे जात नाही किंवा कुठे फिरायला जात नाही, शॉपिंग नाही करत जास्त. तर मी तेच पैसे जे मी बाहेर असं भटकण्यात फिरण्यात उडवले असते ते मी इथे माझ्या तब्येतीवर इन्व्हेस्ट करते आहे ना. तर ते त्यात काय झालं?" तर मग आमच्या सासूबाई थोड्या अशा रागवल्या, की त्यांना असं विचित्र वाटतं, की बाई माणसानं जास्त इथं-तिथं नाही फिरायचं. मी त्यांना समजावलं, की "हे बघा आई असं नाहीये आणि तिथे जाऊन माझीच तब्येत सुधारते आहे ना तर त्यामुळे जाऊ दे मला आणि घरची कामं काही राहून नाही जात आहे. मी येऊन तर करते आहे ना सगळं. तर कोणाचं नुकसान नाही होतंय." आणि मग माझा मुलगा खूप खुश झाला, की "अरे वाह आईने परत सुरू केलं." आणि त्याने बघितलं, की वजन कमी होतंय आणि आई आता जास्त फिटनेस लेव्हल सांभाळतेय सुंदर ही दिसायला सुरुवात झाली तर तो अतिशय खुश व्हायला लागला त्यामुळे.
हं, हं. हो, हो, हो. हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं. <laughs> हो, हो, हो. अरे वाह! वाह! वाह! आणि एकंदरीत तुम्ही या अनुभवातून, म्हणजे तुमच्या मुलांनी, जी तुम्हाला जाणीव करून दिली, की तुम्ही दिवसेंदिवस एक अ, जाड होत चाललाय कुठेतरी नाही का. आणि त्यालाही म्हणजे नाही का, एक मित्रांना तोंड देतांना त्रास वगैरे होतोय, किंवा त्याला सां बोलता येत नाही खुलेपणाने, की हां माझे पण मम्मा असे कपडे वगैरे हे ते, त्या टाइपमध्ये. तर हे पाहतांना यातून तुम्ही एकंदरीत काय शिकलात हो? म्हणजे नाही का, तुम्ही आजच्या पालकांना, किंवा कुटुंबांना काय सल्ला द्याल ?म्हणजे स्वतःत बदल घडवतांना आणि मुलांचं पण एक नाही का, लक्षात विचार घेतांना, काय आपण गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे?
हो. म्हणजे माहिती आहे का, मी तर सगळ्यांनाच सांगेन, की स्वतःसाठी पण थोडासा वेळ काढावाच माणसाने. कितीही तुमचं बिझी शेड्यूल असलं ना, कितीही कामं अ, तुम्हाला असली, तरी जर का तुम्ही स्वतःला नाही सांभाळलं, स्वतःची काळजी नाही घेतली. आणि मेन तर तुमच्या तब्येतीची काळजी नाही घेतली. तर तुम्ही थोडे दिवसांनी आजारी पडाल आणि त्यानंतर मग तुमच्या अ, प्रियजनांना, तुमच्या कुटुंबियांना सांभाळणारं कोणी नसणार. कारण जर घरची बाई माणूसच आजारी पडली ना, <chuckles> तर अख्खं घर आजारी पडतं, असा माझा अनुभव आहे. तर अ, मला त्यांनी ही जाणीव करून दिली, की नाही आई तू पण थोडंफार काळजी घे.
बरोबर. हं, हं, हं. बरोबर, बरोबर. अख्ख घर आजारी होईल. हो नक्कीच. हं, हं, हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. खूपच छान. अजून काय एखाद्याला समजा बदल जर करायचे असेल आपल्या कुटुंबाला अनुसरून तर त्याने काय खा काळजी किंवा हे घेतली पाहिजे जबाबदारी?
असं. तर माहिती आहे का म्हणजे सुरुवातीला कोणती नवीन सुरुवात आपण करतो ना तर त्यात थोडंसं असं आपल्याला त्रास होतो किंवा अडचणी येतात. तर तेव्हा आपण गिव्ह अप नाही करायचं आणि त्यात प्रयत्न करत राहायचे म्हणजे जेव्हा मी हे सुरुवात केली ना तर तेव्हा अ, सुरुवातीला व्यायाम केल्यामुळे इतकं भरपूर मसल पेन व्हायचं, पाय दुखायचे, कंबर दुखायची, खांदी दुखायची आणि मला असं वाटायचं की बस झालं इतकं दुखणं कशाला म्हणजे मी तब्येत सुधारते आहे की बिघडवते हेच कळत नाहीये मला.
हं, हं. हं, हं, हं, हं. <chuckles> बरोबर.
तर अ, असं होतं. पण नंतर माझ्या मैत्रिणीनं सांगितलं, की हे सुरुवातीची जे पेन आहे ना दुखणं आहे, ते थोडे दिवसच असतं. जास्तीत जास्त 5-10 दिवस असणार त्यानंतर इतका काही त्रास नाही होत. मग त्यानंतर ते मसल गेन होतं, तुमचं शरीर एकदम टोन अप होतं. तर मग मी तेच हळू-हळू एक-एक पाऊल टाकून पुढे गे अ, जात राहिले आणि मी माझं जेवण खाणं सुधारलं, म्हणजे आपण म्हणतो ना डायट फॉलो करायचं तसं केलं. मी त्याबद्दल माहिती घेतली आणि मग सर्वात जास्त ना, मी हे माझ्या मुलासाठीच करत होते पण नंतर जेव्हा मी हे करत गेले तेव्हा मला कळलं, की हे मी त्याच्यापेक्षा स्वतःसाठीच करते आता.
हं, हं. हो, हो. हं, हं, हं. हो, हो, हो. हं, हं. स्वतःसाठी जास्त, हो. म्हणजे तुमचं एक काय म्हणतात ना निर्णय क्षमताही त्यामध्ये कुठेतरी शिफ्ट झाली, म्हणजे पहिलं मुलासाठी केलं, नंतर स्वतःसाठी करायला लागलात आणि कुटुंबाचाही खूप म्हणजे नाही का, एक आधार वगैरे मिळाला. नक्कीच खूप छान आणि प्रेरणादायी तुमचा हा प्रवास राहिला तर हे वेगळेपण तुम्ही आजपण जपलंय का, आजही तुम्ही जिमला वगैरे जाता का?
<chuckles> हो, हो. मी जाते नियमितपणे आणि माझा मुलगा इतका खुश आहे ना, कारण आधी मी त्याच्याबरोबर गार्डनला पण नाही जायचे वॉकलाही नाही जायचे आणि आज मी त्याच्याबरोबर मस्तपैकी फुटबॉल खेळू शकते, तर तो तर खूप प्राउड फील करतो. <chuckles>
हं, हं. अरे बापरे! काय बोलतात. खूपच छान, म्हणजे तुमची जी म्हणजे नाही का काय बोलतात ती प्रगतीपथ खूप अ, फुटबॉलपर्यंत येऊन ठेपला म्हणजे बाहेर जायलाही तुम्ही कचरायचात आणि आता फुटबॉल पण खेळू शकता. नक्कीच तुम्ही ते फिटनेसचे मंत्र आत्मसात केले असेल किंवा धडे घेतले असतील, त्यामुळेच ही म्हणजे म्हणतात ना, एक तुम्ही तुमचं वेगळेपण बनवलं आणि ते जपलंही आणि खूप-खूप छान वाटलं मला तुमच्याशी या विषयावर चर्चा करून. तुमचे खूप-खूप धन्यवाद.
हो. तुमचेही खूप-खूप धन्यवाद. मलाही खूप मजा आली तुमच्याशी बोलून.